बरोबर आहे बघा ना, कसं असते ना की अ, आपण ज्या दिशेला जातोय ना, त्याच्याच रिलेटेड आपल्याला व्हिडिओ ज्यावेळेस यायला सुरू होतात ना. किंवा पोस्ट यायला सुरु होतात. त्यावेळेस जरी आपला विचार सुरुवातीला चुकीचा असला ना, पण तो विचार जास्त तो गडद होऊन जातो तिथे आपल्याला वाटतो की तो खरंच आहे म्हणून एक भ्रम तयार होतो तिथे. आणि मग काय होत की आपले जे विचार आहेत ना, ते विचार त्या दिशेला जायला लागतात. असं आहे. मग ते विचार बदलतात आपले आणि एक आकार येऊन जातो की एक इमेज तयार होऊन जाते इथे की ही जी गोष्ट बघतोय तीच बरोबर आहे. जसं धर्माचे व्हिडिओ बघा तुम्ही आज-काल.
हं. हां, हां. बरं. हो, हो. बरं. अच्छा-अच्छा. हं, हं. हां. प हो, हो. अच्छा-अच्छा. हां. आणि मग ते हं, बरोबर आहे, बरोबर आहे आलं लक्षात. म्हणजे हं.
हां, ते खूप होत आहे. हां, हां, हां.
मग अ, हे फक्त सोशल मीडिया म्हणजे YouTubeवरती तुम्ही प्रामुख्याने म्हणलात, तर कारण व्हिडिओज तर म्हणजे ते कारण Instagramला तशी सोय नाही ना, म्हणजे आहे. पण आपण सर्च करून तिथे जाऊ शकतो.
बरोबर, हां, हां, हां. बरोबर.
मग अ, किंवा Facebook पोस्टने पण असे काही उदाहरण झालेली आहेत का?
हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. Facebook पोस्टच पण सांगतो मी तुम्हाला की काय आहे ना, की मला एक सवय होती की अ, मी Facebook अ, बघताना मला एक अ, धर्माचं म्हणजे कसं आहे ना, मी ज्या धर्मात आहे त्या रिलेटेड मी त्याच्यावर अ, फो लोकांना फॉलो केलेलं. आणि फॉलो ज्यावेळेस केला आणि त्यांचे जे मेसेज मला येत होते तसेच, अ, मी पोस्ट वगैरे बघायचो हां, आणि मग ते बघत गेलो, बघत गेलो बघत गेलो. मग एक स्थिती अशी आली ना की मला फक्त तेच पोस्ट दिसायला लागले बरं का धर्माचेच आणि मग अ, त्या धर्माच्या विरोधात जे लोक कार्य करताहेत त्याच्या पण तिथे मला पोस्ट व्हायला लागल्या. कारण की ते रिलेटेड आहे ना तिथे एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे आहे. हां, मग माझ्या मनात रा हां.
हां, हां, हां. हां. हो. हं. अगदी, अगदी. हं. हो ना. हां, हां. हं. हां. अच्छा. बरं. हं. हां, हां. हो. दुष्मन किंवा काही लोकं असंही दाखवतात ना, की आपल्यावरती खूप अन्यायच होतोय बाबा आणि मग त्याची पण आपल्याला चिड यायला लागते. हां.
हां, तसंच, तसंच. चीड यायला लागते. तर ती चीड जी आहे ना, ती माझ्यामुळे येऊ येत होती आणि माझी जी अ, विचारसरणी होती ना, ती एक्सट्रीमिस्टकडे जाऊ लागली म्हणतो ना, आपण एक कट्टरताकडे ती कट्टरताकडे तिथे जायला लागली. आणि याच्यामुळे अ, मी ज्यावेळेस समाजात जात होतो ना व्यवहार करायचे, काय करायचे याच्यावर पण माझा तो अ, मला तो फरक दिसत होता की मी अ, आपल्या धर्माच्या लोकांकडे जायचं, दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष करायचा, ह्या गोष्टी मला तिथे माझ्यासोबत येत होत्या. मग मी स्वतः विचार केला आणि बघितलं की वास्तवामध्ये होतंय काय म्हणजे आपल्यासोबत है ना. त्यावेळेस मग समजलं की मा हे अल्गोरिदम असते. अ, Facebookचं असो किंवा YouTubeच असो, Instagramचा असो. हं, हं.
हां. हो, हो, हो. बरोबर हं. हां. हां, हां, हां. अरे! अच्छा. हो, हो. अच्छा. हं. हां. अच्छा. मग तुम्हाला हे कसं लक्षात आलं बरं म्हणजे म्हणजे कारण हे समजणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं ना, म्हणजे कित्येक लोकांना हां, हे किंवा काय आहे हे कळतच नाही मग तुम्हाला कसं काय बरं कुठं, कशामुळं तुम्हाला ते क्लिक झालं. हां. किंवा एखादी घटना का विचार करता करताच तुम्हाला ते जाणवलं कुठेतरी.
हो ना. बरोबर. हां.